अच्छा. आलं लक्षात. तिकडं रेफ्रिजरेशन वगैरे पण असतंय आज, म्हणजे अ, 1-2 दिवसाची पण असू शकते ग्रेव्ही नाही का? हं.
असू शकते इथे जे काही रेस्टॉरंट्स असतात ना, ते अ, म्हणजे असे ग्रेव्ही ते एक ठिकाणी बनवली जाते आणि मोठं ते कंटेनरच असतं त्यांनी ठेवून दिलेली असते आणि त्यांना हवं तसं ते त्यातनं ते काढत असतात त्या फ्रिझरमधनं, आणि ते बनवत असतात. हां आणि कधी-कधी असंच असतं. ग्रेव्ही सेम असते, फक्त त्यामध्ये तुम्ही चना मसाला सांगितला तर चना मसाला बनवून देतात, तुम्ही आलू-मटर सांगितले आलू-मटर बनवून देतात. मसाला तोच.
मसाले बनवून ठेवतात. हां. अरे बाप रे!
फक्त ते ग्रेव्ही तीच असते. फक्त त्याला ते गरम करतात, तडका मारतात, त्यावरती ते बॉइल केलेलं जे असतात, ते भाजी वगैरे ते टाकून देतात. ते फास्टवाली म्हणजे त्यांना लवकर फक्त, अ, ग्राहक काढायचे असतात असे जे असतात, अ, तर ते पटपट करायचे असतात, ते त्या लोकांसाठी आहे. पण ढाब्यावरती
हो ना. हं. अगदी बरोबर. हो ना. पटपट, पटपट अ, कस्टमर काढायचे असतात. हं. तर यामध्ये असं मला विचारायचं होतं एक, तुम्ही सांगितलंत उत्तम उदाहरण नाही का? बटर चिकन आणि हे सांगितलंत दाल मखनीचं उदाहरण सांगितलंत. पण अ, घरी जर तुम्ही असाल नाही का? म्हणजे रात्रीचा उशीर झालाय, आणि थंडी तर वाजतेय आहे, भूक पण लागली आहे, तर अशा वेळेस एखादं कम्फर्ट फूड वगैरे आहे का? तुम्हाला झटपट करण्यासारखं. जसं डाळ-भात झालं किंवा गरमागरम तुम्ही काहीतरी इन्स्टंटली बनवून खाता. तर असं आहे का कोणतं तरी एमर्जन्सी फूड आपण म्हणू शकतो बघा?
हं. हं, हं. हं. हं, हं. हो. हां. हो आहे ना. येस, येस. अ, खिचडी आहे हा एक आपला प्रकार आहे. तर मग खिचडीमध्ये आपण अ, व्हेज पण करू शकतो. नॉन वेज पण करू शकतो. आपल्या सोयीप्रमाणे ती आहे. अ, आणि ती गरमागरमच खाण्यामध्ये मजा असते. व्हेज असली तर मस्त त्यावरती अशी तुपाची अशी धार वगैरे सोडली तर फार छान वाटते ते, आणि अगदी काहीच नसलं फक्त अ, काय त्याला म्हणतात तांदूळ असला, डाळ असली, मीठ, मिरची असली, थोडासा कांदा टाकला, थोडासा लसूण टाकला, अदरक पेस्ट टाकली की आणि थोडंसं मीठ की झाली तुमची खिचडी तयार. आणि ती चविष्ट पण लागते, छान पण लागते, आणि वरतून थोडंसं तूप आणि जर पापड जर असतील तर ते भाजून घ्यायचे मस्तपैकी. ते पण छान वाटतात आणि अ, अ, थोडंसं काहीतरी चटपटीत हवं असेल. आणि अ, फार इन्स्टंट हवं असेल तर इन्स्टंट सूपचे पाकीट पण मिळतात आपल्याकडे.
हो ना. अच्छा. हं. बरोबर. हो ना. अरे वाह! हां.